बघा ना, आपण आयुष्यामध्ये कोणा ना कोणाच्या मागं पळत असतो किंवा प्रेरणा घ्यायचा आपण प्रयत्न करतो. तर तुम्ही स्वतःला प्रेरित कसं ठेवता? काही तुम्हाला असं जड वाटतं का त्याच्यामध्ये?
हो ना, म्हणजे रोजच असं वाटतं ना, की अरे बाबा! इतकं काम करून, करून म्हणजे डोक्यात किती गोंधळ झाला आहे. आणि त्यावर जेव्हा म्हणजे लेखनाचं काम असतं ना, तेव्हा तर असं वाटतं की आता डोकं ना चालायचं बंद झालं आहे. आणि काहीच लिहायला म्हणजे शक्य नाही आहे, असं वाटतं. तर खूप तास म्हणजे मी तर लेखक आहे, तर मला ना अस सतत असं अशा मोडमध्ये राहावं लागतं ना की पटापट आयडियाज यावे आणि पटापट मी सगळं लिहून तयार करायचे. ज्या-ज्या त्यांना जे काही माझे असाइनमेंट्स आहे, प्रोजेक्ट आहे, ते मी भराभर-भराभर असं लिहून करायचे. पण ते काही रोज ना होत नाही आणि कधी-कधी एखादा दिवस असा असतो की पटापट सगळं लिहून होतं.
<chuckles> हां. <chuckles> वॉव! मग काय करता तुम्ही? हं.
पण एखादा दिवस ना, असं वाटतं जसं काय अरे बाबा! डोक्यावर कोणीतरी मोठा दगड ठेवला आहे आणि आता लिहणं शक्य नाही.
<laughs> अरे बापरे! <chuckles> होतं, होतं, असं खरंच होतं. मग तेव्हा काय करता तुम्ही?
तेव्हा ना, मग मी ब्रेक घेते. <chuckles> कारण काही सुचत तर नाही आहे डोक्यात. डोकं एकदम असं वाटतं, की दगड झालंय. म्हणून मग मी ब्रेक घेते आणि मस्त हां. मस्त माझ्यासाठी 1 कप मसाला चहा बनवते आणि बाहेर जाऊन बाल्कनीत मस्त थंडगार हवेत बसते.
जाऊ द्या ओ कोण नक्कीच चांगलं करता मग. <chuckles> डोक्याला ताप राहतो ना हो काहीतरी असं जड वाटतं, काय करावा? असं कधी-कधी वाटतं का, पळून जावं असं वाटतं का तुम्हाला कधी?
हो ना. म्हणजे खूपदा वाटतं, की अरे बाबा, मी इथे काय करते काय आहे? कुठे फसले मी? आणि किती आता कामं करायची? म्हणजे खूप प्रयत्न करते मी लिहायचा, की काहीतरी विचार येऊ दे, डोक्यात पण नाही येते तेव्हा. मग तेव्हा ना, सगळं कामं बंद करून, थोडंसं जर आपण ब्रेक घेतला ना, तर आपल्याला असं वाटतं, की "हा श," आता आपण श्वास घेतो आहे थोडंसं. थोडंसं त्या गोंधळपासून आपण दूर येतो आहे आणि थोडाफार वेळ का होईना आपण खरोखरच असं प्रकृतीच्यामध्ये बसलो ना, तर खरंच आराम मिळतो. म्हणजे आपण म्हणतो ना, की भूदेवी आहे. आपली धरतीमाता आहे. तर त्या धरतीमातेच्या कुशीत जर का आपण 5 मिनिटं जरी बसलो ना, तर असं वाटतं, की सगळं टेन्शन आपलं नाहीसं झालंय.
<chuckles> हं. हं. बरोबर. हो, वाट हं, हं. <chuckles> होतं, होतं. मग असं काय करता हो? असं जर झालं, जड वाटतं. आता वाटतं बाबा जाऊ दे, झालं ते झालं. आता काही होत नाहीय माझ्याशी. मग असं तुमच्या आयुष्यामध्ये काही तुम्ही छोट्या-छोट्या सवयी, रुटीन असं करतात का? उदाहरणार्थ बघा ना, असं वेळापत्रक कोणी-कोणी डायरीपण लिहितं. कोणी-कोणी चालायला जातं. जसं आता तुम्ही सांगितलं, तुम्ही ब्रेक घेता. काय करता मग नेमकं?
हो ना. मग मी म्हटलं ना, मी मस्त माझ्यासाठी आधी उठून एक चहाचा कप बनवते. मस्त मसाला चहा बनवते. बाल्कनीत जाऊन <chuckles> तो चहा घेते आणि नंतर मी जाते माझ्या घरच्या समोर एक छान असं पार्क आहे. तर तिथे मी जाते आणि तिथे हिरव्या गवतावरती मस्त जाऊन बसते. चप्पल काढून टाकते आणि मस्त त्या गवतावरती चालते थोडंफार असं वॉक करून. मग नंतर तिथेच बसते. मग ते आपण जेव्हा चप्पल काढून त्या गवतावरती मऊ-मऊ गवत आपल्या पायाला लागतं ना, तर म्हणजे त्याने एक अ, असं होतं ना, की जी धरतीची ऊर्जा असते ना, ती आपल्या शरीरात येते. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये एक टर्म पण आहे, ग्राउंडिंग म्हणतात त्याला. हो. तर ते ग्राउंडिंग जेव्हा होतं ना, तर तेव्हा आपल्या शरीराची जी ऊर्जा आहे ती अ, धरतीच्या ऊर्जासोबत असं एक एनर्जी एक्सचेंज होतं आणि त्यामुळे आपलं अख्खं शरीर आपण म्हणतो ना, की जसं आपण मोबाईल रिचार्ज करतो तसं त्या धर्तीच्या ऊर्जेने आपणही रिचार्ज होतो.
मसाला चहा. वाह! वाह! मस्त. हं, हं. हं. हं. हो. वाह! हं, हं. हो. अरे वा!
तर, मी ते रोज करणं म्हणजे माझी एक अ, छोटीशी माझ्या दिनचर्येचाच भाग समजा तुम्ही. जसं आपण ब्रश करतो, अंघोळ करतो, तर तसं ते करणं, माझ्यासाठी खूप गरजेचं आहे आणि मला असं वाटतं ना, की ते केल्यानंतर, माझी बॅटरी अशी डोक्याची एकदम मस्त रिचार्ज होते.
हं, हं. चार्ज, चार्जिंग मोड ऑन, असं सारखं. <laughs>
हं. <chuckles> हो, ना. आणि इतकं फ्रेश वाटतं ना तिथे म्हणजे त्या पार्कमध्ये, झाडांच्या अवती-भोवती आपण बसतो, तिथे इतकं भरपूर म मग ऑक्सिजन आपल्याला भेटते, ताजी हवा भेटते, मग आपण लहान-लहान मुलांना खेळताना बघतो. ते हसतात आहे, खिदळतात आहे, मग कितीतरी लोकं तिथे बोलतात आहे, कपल्स येतात एकदम, मस्तपणे प्रेमात बसून गप्पा मारतात, त्यांच्या चेहऱ्यावर अशी छान एक स्माईल असते, तर ते सगळं बघून ना, आपलं मन एकदम, त्या गोंधळातून निघून येतं बाहेर आणि आपल्याला असं वाटते, की खरोखरच जग किती सुंदर आहे. पक्ष्यांचं किलबिल आहे, हवा मस्त वाहत आहे आणि मन-मोकळेपणानं, मुलं इथे तिथे धावतात आहे, आनंदित आहे, सगळं किती छान आहे ना, असं वाटतं.
हो, हो. हां. बरोबर आहे. <laughs> खरंच ना, म्हणजे असं काही जड वाटलं का, मस्त एकट्याने जावं आणि त्यात गार्डन, बगीचा भेटला, तर खरंच खूप छान. आणि जे तुम्ही सांगितलं ना आता इतक्या, अ, म्हणजे तुमचे अनुभव, मस्त मुलं खेळत आहे, जोडपं येऊन मस्त बसत आहे, पक्ष्यांची किलकिलाहट, किती छान वाटतं ते ऐकायला, खरंच खूप मस्त. अहो, पण बघा ना आता, तुम्ही काय बोलल्या का, तुम्ही लेखन करतात, बरोबर? मग त्या, लेखनामध्ये तुम्हाला खूप एकदम सांगतात ना, एकांत सारखं असं वाटतो, नाही का? पण तुम्ही, असं काही तुम्हाला जड वाटलं का, तुम्ही मग घरातून निघून जाता, बगीच्यामध्ये किंवा मसाला चहा वगैरे करतात, नाही का? अहो, मग तुमचं लेखनाचं काम जर बंद केलं तुम्ही असं, थोडंफार तुम्ही ब्रेक दिला तर, तुमची कुटुंब किंवा मित्र मग त्याच्यामध्ये कसा हातभार लावता का? सांगतात का? "ए, अगं बाई तुझं काम बाकी आहे, काय करते तू?" काय सांगतात नाही?
हं. <chuckles> हो. हो. हं, हो. उम्म, नाही, म्हणजे त्यांना माहिती आहे ना, की थोडा फ ब्रेक तर घेणं, तर गरजेचंच असतं, तर ते काही नाही म्हणत त्यासाठी. आणि काय माहिती आहे का, ते अ, ह्याच्या विरोधात तर कधीच नाही आहे. उलटं, ते माझा साथ देतात. माझी आई तर मला सांगते, की "हो ना, जा तू थोडंफार अ, वॉक कर, प्राणायाम कर, थोडं योगासन कर, म्हणजे तुला शारीरिक ऊर्जा पण भेटेल, मानसिक ऊर्जा तर तुला भेटतेच आहे. तिथं जाऊन ग्राउंडिंग करते तू तिथे." हं. अ, गवतावरती आपण जसं चालतो तसं. मी सांगितलं, मी करते. मग त्याने ना, त्यांचा साथ भेटल्यामुळं मला आणखीन थोडंसं असं मोटिव्हेटेड वाटतं, की ठीक आहे बाबा, ते पण देतात. आणि माझे मिस्टर पण कधी-कधी येतात, जर का ते ऑफिसवरून घरी लवकर आले, तर मी त्यांना पण सांगते, की याल का माझ्यासोबत वॉकला? तर ते पण खुशी-खुशी येतात. तर मग दोघं आम्ही जेव्हा जातो ना, तर त्यांचंही जे मेंटल ताण त्यांना होतो ना, एकतर ऑफिसचं दिवसभर काम करून, तर तेही निघून जातो. आणि मग आम्ही आम्हाला असं वाटतं, की आम्ही लग्नाआधी जसं वॉक करायला जायचो किंवा भेटायचो एकमेकांना ना. तर आम्ही हातात हात धरून मस्त वॉक करायला जायचो, तसंच वाटतं मग. मग त्याने आणखीन माइंड फ्रेश होतं. आणि मग खूप सारे आयडियाज मला येतात.
बरोबर. हं, हं. नक्कीच. किती छान. हं, हं. हो, हो. अरे वाह! म्हणजे किती छान. हं. अरे वाह! छान! ना, हो. हां, हां. <laughs> किती छान! ओह! खरंच. अरे वाह! म्हणजे छान अ, तुमच्या कुटुंबाचा आणि तुमच्या यांचा हातभार खूप छान लागतो, मग तुम्हाला प्रेरित करायला बरं का. तुमच्या बोलण्यावरूनच मला कळतंय. पण बेघा, बघा ना, जेव्हा एखादी पद्धत आपली कामच करत नाही, सगळं करून बघितलं आपण पण काही सुचतच नाहीये काय करायचं समजत नाहीये. मग तेव्हा तुम्ही स्वतःला कसं खेचून घेता त्याच्यामध्ये?
हं. हो ना. हं. मग असं जेव्हा होतं ना, त तेव्हा मग मी छोटे-छोटे माझे एक अ, ट्रिक्स आहे ज्याने, की माझे अ, जी विचारधारा आहे त्याला फोर्स स्टार्ट करतो ना तसं होतं.
हं, हं. अ, अरे वाह! सांगा ना.
मग मी काय करते ना, अशा वेळेला जेव्हा वॉक वगैरे करून झालं, मसाला चहा घेतला, सगळं काही करून झालं. मग येऊन परत मी जेव्हा माझ्या लॅपटॉप अ, समोर बसते किंवा डायरी घेऊन आणि पेन घेऊन बसते. तर माझ्या मनात जे सर्वप्रथम 5 किंवा 10 शब्द येतात ना, ते मीर पटकन लिहून काढते, की ठीक आहे आता हा 1 शब्द, 2रा, 3रा, 4था 5वा 5-10 शब्द मला भेटले, की मला असं वाटतं, की ओके ठीक आहे. आता ह्या शब्दांपासनं मी एखादा कॅरेक्टर निर्माण करू शकते का? किंवा एखाद्या गोष्टीची जी सुरुवात आहे ती लिहू शकते का? आणि मग मी त्याप्रमाणे त्याच शब्दांचा उपयोग करून ते लिहिणं सुरुवात करते.
हं. हां. वाह! मस्तय. खा खरंच खूप छान आहे.
मग अशा प्रकारे सुरुवातीची एकदा सुरुवात झाली ना, मग त्याला पुढे नेणं कठीण नाही वाटत. मग ते पटापट येतात तिच्यात.
हां, हां. अन्. हो, म्हणजे एकदा सुरुवात करून घ्यायची काहीच काम नाही झालं तर बसायचं आणि जे डोक्यामध्ये आलं, अगोदर ते लिहून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग ते लेखन पूर्ण करायचं स्टोरी बनवायची वगैरे नाही का. पण बघा कधी-कधी असं होतं ना का, नाहीच होते आपल्याकडून, कामाची पद्धत जी आपण वापरली ती होतच नाहीये, काय करावं? तर असं कधी तुम्हाला असं मनामध्ये आला आहे का विचार का एखाद्या व्यावसायिक अ, उम माणसाची किंवा सल्लागाराची मदत घ्यावी असं झ झालंय का कधी?
हो. हो ना. हो ना, म्हणजे कधी-कधी असं होतं ना जेव्हा माझी तब्येत बरी नसते किंवा मला अ, एखाद्या वस्तूचा अ, जास्तच जर स्ट्रेस असला तर त्यावेळेस मला खरोखरच काही नाही सुचत आणि तेव्हा असं वाटतं, की मी किती दुःखात आहे किंवा किती जास्त स्ट्रेस होतो आहे आणि मला आता अजिबात माझ्याने होत नाही म्हणजे खूपच अवघड वाटतं. तर अशा वेळेस ना मी माझ्या मिस्टरांना सांगते. म्हणजे ते माझे फक्त हां, मिस्टर नाहीये पण सुरुवातीपासनं ते माझे आपण म्हणतो ना, खूप बेस्ट फ्रेंड आहोत आम्ही.
हं. हं. हो, हो, हो, वाह1 चांगली.
तर मग मी त्यांना सांगते की मला ना असं-असं होत आहे आणि ह्या वस्तूचा मला खूप टेन्शन असतं अ, असं वाटते आणि असं-असं झालं आहे, म्हणून मला अ, आता मी काय करावं. तर मग ते सांगतात, "की अच्छा असं आहे तर मग तू असं करून बघ, नाही तर ह्या गोष्टीचं आपण असं सल्यूशन काढू शकतो." तर त्यांच्यासोबत मी जेव्हा डिस्कस करते ना तर मला त्यांचेही विचार कळतात आणि एखादा समोरचा व्यक्ती आपल्या परिस्थितीमध्ये कसं काही वागेल? किंवा काय बोलेल, काय नाही करणार? हे आपल्याला कळतं. मग त्यामुळे ना, आपली विचारधारा थोडीशी बदलते आणि मला वाटतं की त्याने मला खूप फायदा भेटतो.
हं. बरोबर. हो, म्हणजे नक्कीच ना, म्हणजे बघा ना आणि हा फायदा तुमच्या मिस्टरांकडूनच जेणेकरून ते तुमचे ब मित्र पण आहेत, त्यांचा फायदा तुम त्यांचे विचार तुम्हाला भेटत आहेत आणि तुमचे विचार अजून बदलण्याची तुम्हाला ती कुवत तुमच्यामध्ये आहे तर ते खरंच खूप छान आहे ना, हे.
हो.
बघा ना मग आता जर असं स्वतःला पे प्रेरित ठेवायचं आहे आपल्याला आणि आपल्याला सगळं जड जातच आहे. अशा काही छोट्या-छोट्या टिप्स द्याल का, सल्ले द्याल का जेणेकरून आपण स्वतःला प्रेरित ठेऊ शकतो?
हं. हो ना, म्हणजे स्वतःला प्रेरित ठेवायला ना अ, जसं माझ्या कामात लेखनाचं काम आहे. तर ह्यात मला माझं मन एकदम शांत ठेवणं गरजेचं आहे.
हं. बरोबर.
कारण त्याशिवाय मी काय विचार करून लिहू नाही शकत आणि मला असं वाटतं की ही गोष्ट ना सगळ्यांच्या कामातच उपयोगी आहे. जर का आपलं मन शांत नसलं आणि मनात जर आपला गोंधळ असला तर आपण काही कामं बरोबर करू नाही शकणार. कारण आपण त्या कामावरती फोकसच नाही करणार. तर मन आधी आपले शांत करायला हवं. म्हणजे ते आपल्या मनाला एकाग्रता करण्याची पण थोडीशी सोयीचं जाईल, ते सोपं पडेल. तर त्यासाठी आपण काय करू शकतो? जसं मी म्हटलं, "मी ब्रेक घेते." तर आपण ब्रेक घेऊ शकतो. छोटे-छोटे ब्रेक्स घ्या. एखादा चहा प्या किंवा कॉफी प्या किंवा छोटासा एखादा वॉकसाठी जा. जर ते नाहीच जमलं तुम्हाला, तुमच्याकडे तितका वेळ नाही आहे, तर तुम्ही तुमच्या अ, ऑफिसमध्ये तुमच्या खुर्चीवरच बसून किंवा घरी असाल तर घरी तुमच्या चेअरवर बसून तुम्ही डोळे बंद करून फक्त 5-10 मिनिटं तुमच्या श्वासावर तुमचं लक्ष केंद्रित करा. म्हणजे ह्याने काय होईल ना की तुमचे जे काही अ, टेन्शन्स आहे, मनात जे काही विचार आहे, त्यापासून मन उम्म, काढून आप तुम्ही आपल्या श्वासावर ध्यान केंद्रित कराल. तर त्यामुळे मग तुमचं विचारधारा थोडीशी अशी ब्रेक मिळेल त्याला आणि ती बदलेल. तर त्याला आपण म्हणतो ना की थोडंसं ब्रेक घेऊन पण भरपूर मोठा फायदा होऊ शकतो. तर हे पाच ते दहा मिनिटं तर जरी तुम्ही काढले ना स्वतःसाठी तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. जर का त्यांनीही काम नाही चाललं आणि जरी जर तुम्हाला वाटलं की खूपच जास्त आता ताण येतोय तर तुम्ही तुमच्या कलीगशी किंवा तुमच्या मिस्टरांशी, तुमच्या आई-वडिलांशी, कोणाशी जे तुमच्या जवळीक आहे त्यांच्याशी तुम्ही बोलू शकतात आणि जर तेही नसेल कोणी तुमच्या आस-पास किंवा असं कोण व्यक्ती नसेल आणि तुम्हाला जास्तच उम्म, ताण होत असेल, तर मग तुम्ही प्रोफेशनल हेल्प पण घेऊ शकतात. एखाद्या थेरपिस्टची मदत घ्या, थोडेसे काउन्सिलिंग सेशन्स घ्या. जेणेकरून मग तुम्हाला एक प्रॉपर गाईडन्स भेटेल आणि त्याने तुम्हाला खूपच जास्त फायदा होईल.
हं. बरोबर. हो. हं, हं. हां. आपल्या हो, हो, हो, हो. खरंच, खरंच. हं. खरंच. हं, हं. खरंच खूप छान सल्ले दिले आणि ख खूप छान टिप्स दिल्या. तर जेणेकरून आपलं मन पण शांत करायचं. जर नाहीच झालं तर ब्रेक वगैरे घ्यायचा आणि नाहीच झालं, ते पण जमलं नाही तर काउंसलिंग वगैरे थेरपी असं काहीतरी करायचं जेणेकरून तुम्हाला प्रेरित तुमचा तुम स्वतःला ठेवता येईल नाही का.
हो ना.
वाह! खरंच खूप छान बोलल्या! आणि जे तुम्हाला स्वतःला प्रेरित कसं करायचं ह्या वस्त या विषयावर आपण बोललो. ब्रेक पण घ्यायचे, तुमच्या मिस्टरांचा पण तुम्हाला हातभार लावला, ते प छान गोड होतं. खरंच मला तुमच्याशी पुन्हा बोलायला आवडेल. नक्कीच आपण पुन्हा बोलू. धन्यवाद.
<chuckles> तुमचाही खूप-खूप धन्यवाद. मला ही खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून.